अ, हा एक प्रसंग होता तुम्हाला असं सांगायचं आहे. पण या हं, हं.
अ, हां आणि खूप म्हण अ, म्हणतात ना आ आम्ही अ, असे रामलीला वगैरेमध्ये मी अजून भाग नाही घेतला. तेवढाच एक भाग घेतला होता. पण हां, प्रत्येक गोष्टीत म्हणतात ना, अ, ग्रुपमध्ये अ, म्हणतात ना, गटात जो मजा येते ना ती अशीच येती. एकांतात मजा नाही येत. एकांतात फक्त आपण एकांत कोंडलेलं असतो आणि ते फक्त आपण बघतो. हां, खाण्यापिण्याची मजा वेगळी आहे, ती गोष्ट वेगळी आहे. ती एक मजेशीर भाग झाला. पण अ, ते एन्जॉय करू शकत नाही आपण. मनातनं कुणाला सांगणार ना? अरे आपण जसं बघतो "ए, बघ-बघ, बघ-बघ कसं मारलं त्याला. <sucks teeth> येस." असं करतो बघ. "येस, येस अरे काय भारी स्टंट मारलं, येस" असं. हां.
बरोबर आहे. अगदी बरोबर. हां. असं. हां, हां, हां. म्हणजे जेव्हा कोणता एखादा सीन वगैरे चालू असतो स्क्रीनवर. तर ते शेअर करताना फिलिंग अ, तर हं, हं, हं.
हां, हां. आपण एखाद्याला म्हणतो. हां, हां. फीलिंग येते. एकट्यात कुठे शरीर करणार. एकट्यात आपण असं मस्त एकटाच हसतो. <chuckles> म्हणजे मनातल्या मनात हसतो, तोंडावर पण हसू येत नाही.
तेच अ, आपण जे म्हणतो की 1 तास त्यांना अ, फक्त आपल्याला काय म्हणतात? एवढा म्हणजे मज्जा वगैरे येत नाही. असंच म्हणायचं आहे तुम्हाला. पण आजकाल कसं झालं आहे डिजिटल जमाना झाला, नाही का? ऑनलाईनही अ, खूप सारे असे टूल्स वगैरे निघले आहेत. जसं ऑनलाईन आपण ग्रुपचे व्हिडिओ वगैरे करतो आणि ऑनलाईनच अ, लाईव्ह एक दुसऱ्याला पाहता येतं सीरीज वगैरे सोबत, नाही का? स अ, स्क्रीन शेअर करून. तर यामध्ये त्याची मज्जा तशीच असते की अ
हां, म्हणजे एखादा हं, हं. नाही, नाही. मला नाही माहिती हे आलं आहे आणि मला नाही वाटत, त्यात मजा तशी असेल. अहो समोर असताना दे टाळी म्हणणं आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये काय टाळी घेणार आहे?
हं, हं. नाही, नाही. व्हिडिओ कॉलमध्ये नाही. म्हणजे समजा एखादा चित्रपट बघत असेल तर स्क्रीन शेअर होते दोघांची आणि साइडला व्हिडिओ आणि व्हॉईस चॅटिंग पण होते. असं.
हां. तेच अ, स सेम. हां, हां. नाही. त्यात मजा नाही येत. मला तर नाही वाटत मजा येती. अहो बघतचं नाही. असली जीवन म्हणजे स्पर्श. तो एकमेकांना मारणं, टिंगल-टवाळक्या करणं, त्याला असली मजा म्हणतात. हे चॅटिंग विटिंग है, आपल्याला तर नाही आवडत ते.
अगदी बरोबर. म्हणजे हे एकदम काय म्हणतात आपल्याला? नकली असल्यासारखं वाटतं डिजिटल जे ऑनलाईन होता त्या. हं, हं, हं.
हां, हां, हां. मग मी एखादं ते म्हणतात ना अ, आजकाल ते कुणालाही अ, बनवून ते करेल मी तसं नाही का नकली बोडा लावून, तसं नाही मजा येत. असलीमध्ये अ, म्हणतात ना, की जे आजूबाजूला लोकं आहेत. त्यांना टच करणं, त्यांना मारणं, मजे करणं. गाणं चालू झाल्यावर मध्येच नाचणं आणि त्यालाच अ, भांडणं म्हणतात ना की हां, पॉपकॉर्न मेरे मी "मला दे, मला दे, मला दे, मला दे." ओढणं. ती असली मजा आहे.

हां, खूप फरक जाणवतो. तुम्हाला सांगतो, की बघा अ, एकट्यामध्ये कुठं चित्रपट पहायचं असेल, काय पहायचं असेल. तर मस्तपैकी पॉपकॉर्न खरीदा कोल्ड ड्रिंक घ्या आणि पैसे वाचवा आणि मजे करा. हं, म्हणजे ग्रुपमध्ये पैसे जातात. आणि ग्रुपमध्ये जर दुसरा खर्च करत असाल ना, मस्तपैकी जावा पॉपकॉर्न खावा, पिक्चर बघा आनंद करा, दुसऱ्याच्या पैशावर मजा करा. तेव्हा तिथं गटात अनुभवामध्ये चांगला अ, आनंद येतो, असं मला वाटतं. स्वतःचे पैसे खर्च होत असतील किंवा बघा ना. असं होतं गटामध्ये खायला बसलो ना, पॉपकॉर्न आपल्याला कमी भेटतात का काय. त्याची भीती वाटते मला हे सगळं संपून जाईल बे, हे सगळे चाललेत खायला, हे ना. म्हणजे पनीर चिल्ली मी घरी बनवली या मागवली बाहेरनं. तर गटामध्ये आहे ना, ते 10 पीसमधले यांना 1-1 च येतील, या 2-2 च येतील. पण मी एकटाच असलं, की ते 10 मी एकटाच खाणार आहे. ते ते आनंद पण असतं.
हां. अच्छा. हं. हं. ते बरोबर. हां. <laughs> बरोबर आहे. हं, हं, हं, हं. हं. असंच खाणार. अच्छा! हा पण एक हे हा एक म्हणजे फरक म्हणता येईल, की अनुभव असा अ, तुमचा आहे. मग कधी असं झालं आहे का? म्हणजे अ, ऑनलाईन आजकाल कसं ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स वगैरे निघाले आहेत नाही का. Netflix अ, प्राईम, Amazon Prime किंवा Hotstar म्हणा वेगवेगळ्या. तर वेब सीरीज वगैरे अ, किंवा कोणताही चित्रपट म्हणा. तुम्ही घरात बसून तुम्हाला पाहायला एकटे बसून आवडतं? जसं तुम्ही म्हणालात, की स्नॅक्स पूर्ण खाऊ शकता घरी बसून. आणि जर मित्रांसोबत जर असत अ, बाहेर गेलात चित्रपटगृहामध्ये. ती ते तुम्हाला आवडतं म्हणजे कोणती गोष्ट जास्त आवडते?
हां, हां, हां. हां, हां. हां, हां. हां. एकट्या बसून खूप आवडतं. हां, हां. नाही, नाही. घरात बसून एकटं बसून खायला आवडतं, बघायला. आणि चित्रपट घरात पण एकटच जायला आवडत. मित्रांसोबत जायला तेव्हाच आवडतं जेव्हा ते खर्च करतात. <chuckles> आणि बघा म्हणजे अ, आम्ही असं पण करतो काही-काही मूव्हीज वगैरे, आम्ही ना मित्राच्या घरी जाऊन बघतो, नाही का. मग त्यावेळेस त्याच्या घरचे नसतात ना त्यावेळेस जातो. आणि मग त्याच्या घरात जेवढे डब्बे असतात, तर उघडून-उघडून सगळं सोपवून टाकतो. शेंगदाणे-बिंगदानणे जे, जे असतील ना, माझ्या मित्राच्या घरी तूप-बीप सगळं असं, खरडून-खरडून बोटाला चपातीला लावून-लावून खातो आम्ही.
अच्छा. असं वा अच्छा. <laughs> सगळं. हां. <chuckles> म्हणजे पूर्णच कंगाल करून टाकायचं काम तुम्ही करता त्याला. हं.
हां, म्हणजे ड्राय फ्रूटचा डब्बा सापडला तर विषयीचं संपला मग. म्हणजे मत एक मित्राच्या घरी आहे ना, ते डिंकाचे लाडू सापडले. अहो सगळे संपून टाकले आम्ही. <chuckles> अन
<chuckles> हां. हं, हं. मग तुम्हाला असं म्हणता येईल, की जेव्हा आपण मित्रांसोबत किंवा अ, कोणत्याही अ, ग्रुपसोबत किंवा गटामध्ये जेव्हा आपण जातो, तर तिथं मज्जा तर असतेच पण खाण्यापिण्यामध्ये तेवढा काय म्हणतो आपण
हां, हां, हां. मज्जा तेव्हाच असते, की जेव्हा ते त्याच्या घरीच असतं किंवा त्याच्या पैशाने असतं. माझ्या घरी असतील, माझ्या पैशाने तेव्हा दुःख होतं.
हां. अगदी बरोबर. म्हणजे स्वतःचे पैसे नाही जायला पाहिजेत, दुसऱ्यांचे गेले तर चालतं.
हां, हां. म्हणून मी काय नियम केला ना त्यांना सांगतो, "माझ्या घरी मम्मी अलाऊड नाही करत रे, लय ओरडते." म्हणून मी आधीपासून त्या राक्षसांना माझ्या घरीच येऊ दिला नाही.
हां, हां, हां. हां, म्हणजे अ, काय म्हणता आपण मुद्दामून एक त्यांना टाळाटाळ करण्यासाठी तुम्ही असं एक कारण त्यांना देता.
अ, हां, हां. "अरे, लय स्ट्रिक्ट आहे माझ्या घरचे तुला काय सांगू." आणि माझ्या घरचे म्हणतात, "मित्र का येत नाही?" "नाही, नाही, नाही, ते ते लाजाळू आहेत जरा, माझ्या घरी यायला घाबरतात."
<chuckles>